अ, हां. तुम्हाला सांगतो ना, पुढं अ, मी पुढं काय करायचं चालत गेलो ना तिथं. मी ग्राउंडवर जायचो तिथं. सगळीकडे झाडाचं हं, सगळीकडं झाडच. फुल झाडं भरलेली आणि मग मी आहे ना एखादं चांगलं झाडाच्या इथं बघायचो असा कठडा, बिठडा आणि तिथं जाऊन झोपून जायचो. <laughs> आणि ते निसर्गात झोपणं म्हणजे वाह! असे विचार यायचे ना, चालतानापेक्षा चांगले विचार मला ते झोपताना यायचे. वाह! किती गार-गार हवा आहे, वाह! किती किलबिलाट आहे. चांगली झोप घ्यायचो मी तिथं. <laughs> हां.
अच्छा. हं, हं. <chuckles> अच्छा. मस्त. हां. <chuckles> अच्छा. आ तुमचा असा एखादा अनुभव आहे का हो आयुष्यातला अ, शहरांच्या गल्ल्या-गल्ल्या गल्लीबोळ्या असतात बघा. अवघड जागी स्पेशली अ, सिटीमध्ये मोठ्या, पुण्यात किंवा मुंबईमध्ये. असा एखादा अनुभव आहे का काय तुम्हाला आवाज, किलबिल, वास पण येतो किंवा मनाची स्थिती काय असते तुमची?
हां, हां, हां, हां. हो, हो. आहे ना. आहे ना, आहे ना. अ, हां, आहे ना आमच्या पुण्याचाच आहे. अ, तिथं अ, म्हणतात ना सगळ्यात अ, ट्रॅफिकवाले एरियात लक्ष्मी रोड वगैरे तिथं खूप चाललोय मी. आणि तिथं चालतात ना, तेव्हा गा गाड्यांचा गोंधळ वगैरे, दिवाळीची खरेदी करायला जातात ना त्यावेळेस. पॉपॉ, पॉपॉ, पॉपॉ हे वाजवणार बिनकामाचे हॉर्न वाजवणार. लिहिलंय तिथं की नो हॉकिंग तरी हॉर्न वाजवत जाणार. इकडून गर्दी, तिकडून गर्दी आणि सगळ्यात जास्त त्या बायका झुंबडसारख्या तिथं अ, नाही का, "ए, ए आम्ही घेणार, मी घेणार, मी घेणार, मी घेणार. हे माझं आहे. हे माझं आहे. हे माझं आहे. हे तुझं. हे तुझं आहे." हे माझं भांडण करणार त्या एका कपड्यासाठी आणि अं, त्या गोष्टी त्यात एक वडापाव तळणाऱ्या मस्तपैकी <sucks teeth> "आहा! हा, हा, हा!" काय वास येतो, पण मी खाऊ शकत नाही ना
हां. अच्छा, अच्छा. बरोबर. <chuckles> <chuckles> शॉपिंगसाठी. हां, हां, हां, भांडण करतात. <chuckles> <chuckles> म्हणजे वास पण येणार. का बरं?
आमच्या घरात बाहेरचं खात नाही त्यामुळं. तर अ, अ, ते वास मस्त वाटतो. आहाहाहाहा! वडापावचा वास मग तिथंच एखादा कणीस असतो. जो उकळलेले मक्याचे दाणे विकतो मस्तपैकी टमाटर, लिंबू बिम्बू मिरची पावडर टाकून आहाहाहाहा! वाह! असं पाणी सुटलं.
अच्छा. कणीस-बिनीस पण नाही जमत? फ का फक्त फास्ट फूड नाही खात बाहेरचं?